आपण सर्वजण जीवन जगत असताना, नवीन-नवीन गोष्टी शिकतच असतो. तर अ, मलाही असं तुम्हाला विचारायचंय, की अ, तुम्हाला जर कोणती अशी नवीन गोष्ट शिकायची असेल, तर याची सुरुवात साधारणपणे तुम्ही कशी करतात?
हं. हो, नक्कीच. बघा ना, आजच्या युगात काय झालं आहे, की आपल्याला एकच गोष्टीवरती रा न राहता, खूप साऱ्या गोष्टी शिकणं आता अव्हेलेबलही आहे आणि शिकणं गरजेचंही आहे. तर त्यासाठी अ, माझे खूप सोपे आणि सरळ मी असे स्टेप्स फॉलो करतो. जेणेकरून मला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला सोपं होतं, ते शिकण्यात मजाही येते आणि त्याला जीवनात अनुसरण करण्याला भेटतं मला.
अगदी बरोबर. हां. बरं. अरे वाह! बरं.
हम्म. तर
तर मग, अ, हे जे असे तुम्ही अ, करत असतात नवीन गोष्टी अ, शिकायला, तर मग काही अशी तुमची लहान-लहान उद्दिष्ट असतात का, की आपल्याला हे केलं पाहिजे आधी मग किंवा की डायरेक्ट असं एक मोठं, मोठं उद्दिष्ट ठेवता तुम्ही?
हम्म. हं, हं, हं. अ, बघा, सर्वात पहिले काय असतं की काहीतरी गोष्ट शिकायची जर मनात अ, आवड निर्माण झाली तर सर्वात प्राथमिकदर्शी आम्ही त्याची माहिती घेतो. कुठल्या ही गोष्ट कशा रिलेटेड आहे, मग तिच तिला शिकून मला किती फायदा होणार आहे किंवा मला किती आनंद प्राप्त होणार आहे. तर याबद्दल मी त्याच्यावरती पूर्ण पहिले अ, रिसर्च करतो, बघतो. आणि मग त्यानंतर मी त्याच्यात अजून रिसर्च करतो की मला जर हे काही पूर्ण शिकायचं असेल, तर मग मला काय स्टेप्स फॉलो कराव्या लागतील किंवा मला याच्याबद्दलचं ज्ञान आहे कुठून मिळेल. की मला कुठे कोर्स जॉइन करावा लागेल, कोणता मेंटर शोधावा लागेल याच्यासाठी. तर या पद्धतीचे माझे स्टेप्स असतात. मग मला याला शिकायला किती दिवस लागणार आहे. तर हा सगळा टाईम मी त्याच्यात बघतो. आणि मग अशा पद्धतीने मी ती शिकायला सुरुवात करतो. अगदी छोट्यापासनं मी स्टार्ट करतो आणि त्याला मग हळू-हळू वाढवत, वाढवत, वाढवत, मी त्याला पूर्ण करतो.
हां बरोबर. बरं. हां. बरं. हां. अच्छा. बरं. बरं. अच्छा. किती छान. हां. बरं. तर मग अ, अलीकडच्या काळात अशी कोणती अ, नवीन गोष्ट तुम्ही म्हणजे शिकायला सुरू केली आहे का?
हो. आताच्या काळाला काय झालं ना, की एआय हे खूप जास्त प्रचलित झालेलं आहे आणि ज्या व्यक्तीला एआय येतं, तर तो त्याची भविष्य अ, म्हणजे आपण त्याला मात्र सुरक्षित करून ठेवेल, असं मला वाटतं आणि त्यामुळेच मी एआय शिकायला सुरुवात केली होती तर त्याच्यामुळे, मी काय केलं, की पहिले एआय बद्दल माहिती घेतली, की एआय काय असतं? एआयमध्ये कुठले वेगवेगळे प्रकार आहे? काय एआयच काम आहे? ते कसं विचार करतं? आणि मग कसं आउटपुट जनरेट करतं? तर या सगळ्या गोष्टीवरती मी पहिले ज्ञान घेतलं वरती, वरती, हे मोठं-मोठं आपल्याला काय समजत याच्यामधनं?
बरोबर. सुरक्षित. अगदी खरं आहे. हां. बरं, हो. अच्छा. अच्छा. बरं. हां, हां
तर मग त्यानंतर काय झालं, की मग आपण एवढं सगळं माहिती गोळा केली पण त्याच्यानंतर आपला इंटरेस्ट ही त्याच्यात डेव्हलप व्हायला पाहिजे ना? ते नुसतं शिकून काही मतलब नाही. तर मग मी त्याच्यात बघितलं, की मी जेव्हा ही माहिती गोळा करत होतो तर मला अजून काय भेटेल? अजून काय? अजून काय? याच्यावरती माझं जास्त म्हणजे लक्ष जायला लागलं आणि मला समजलं, की म्हटलं आपल्याला ही फील्ड आवडायला लागली. मग आपण हिला शिकायलाच हवी. मग मी त्याच्यावरती थोडेसे माझे मायक्रो गोल सेट केले, की मग मी प्लॅन्स काढले, की याला आता शिकायचं आहे, तर याला कुठून शिकायचं? कुठल्या प्लॅटफॉर्म वरून शिकायचं? का आपण एक कोर्स घ्यायचा? किंवा आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल होऊन तिथेही हा कोर्स, अ, फुल टाईममध्ये शिकला पाहिजे? तर अशा सगळ्या गोष्टींवरती मी अभ्यास केला आणि मला तेव्हा समजलं, की आपण याच्यासाठी एक स्पेसिफिक कोर्स घेतला पाहिजे ज्याच्यावरती NVIDIA ही आपल्याला फ्री ओएफ कॉस्ट कोर्स कोर्स देते. त्यानंतर Google देते. तर असे मोठे-मोठे प्लॅटफॉर्म्स देत असतील तर कशाला त्याच्यामागे पैसे खर्च करायचे? आणि आपल्या फ्री टाईममध्ये आपल्याला शिकायला भेटतोय तर त्याच टाईमात आपण तो शिकला पाहिजे. मग त्या माध्यमातून मी त्याला शिकलं. मग त्या कोर्समध्ये मला शिकायला भेटलं. अगदी ते 15-15 मिनिटाचे व्हिडिओ ठेवायचे, ज्याच्यामध्ये जास्त आपल्याला बोरही होणार नाही. आपल्याला ती कॉन्सेप्ट अगदी शॉर्ट आणि सरळ वे मध्ये समजेल असे ते व्हिडिओ असायचे. तर मग मी त्याच्यामधून शिकायचो आणि मग त्याच्यानंतर लगेच तिथे क्विज असायची ती क्विज ला ब अ, अटेम्प्ट व्हायचो. तर मी सगळ्यात पहिले ना, अ, व्हॅट इस अ जनरेटिव्ह एआय? असा वाला तो कोर्स होता, त्याला एनरोल झालो होतो आणि त्याच्या माध्यमातून मी शिकलो, की मशीन लर्निंग काय? असतं न्यूरल नेटवर्क काय असतं? डीप लर्निंग काय असतं? तर ह्या आणि अ, त्याच्यामध्ये ही प्रकार असतात, की रियन रिइन्फोर्समेंट लर्निंग अ हो, तर ह्या पद्धतीचे ते होते ना. तर त्या सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो आणि मग त्या माध्यमातून माझी आवड अजून निर्माण झाली. मग मॉडेल कसं ट्रेन होतं? काय त्या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स आहे? ए स्टार अल्गोरिदम अ, मग त्याच्यानंतर शॉर्टेज ओफ फर्स्ट अल्गोरिदम तर या पद्धतीचे अल्गोरिदम हं, हं.
अगदी खरं आहे. हो. बरं. अच्छा. हो, हो. म्हणजे? बरं. हो. हां. बरं. बरं. हो, हो, हो. अगदी खरं आहे. बरं. किती छान! हो. बरं. अच्छा. बरं. हां. हो, हो, असतात. बरेचसे प्रकार आहेत. हो. अच्छा. हो. हो, हो, हो, नक्कीच. तर मग मला असं विचारायचंय, की तुम्ही ज्या सर्व गोष्टी शिकल्या यावरून मला असं जाणवतं, की तुमच्यामध्ये फारच कुतूहल होतं त्यामध्ये आणि खूपच तुम्हाला आवड निर्माण झाली होती. पण बघा ना, की आपल्याकडे फक्त अ, आपण जी नवीन गोष्टी सुरुवात करतोय, नवीन काय शिकायची सुरुवात करतोय तर तेवढंच नसतं आपल्याकडे तर आपल्याकडे एक प्रामुख्याने आपण जे रोज काम करतो जसं, की ऑफिसला जाणे वगैरे. <inhales> तर मग कधी-कधी काय होतं, की अ, यामधून साधारण वेळ कसा काढायचा? किंवा तुम्ही कसा वेळ अ, म्हणजे मॅनेज केला होता या गोष्टींमध्ये? कारण तुम्ही पण ऑफिसला वगैरे जातच असाल तर मग ह्या गोष्टींसाठी अ, वेळ कसा काढायचा? किंवा कधी-कधी असं पण होतं ना, की आज मी खूप दमलोय बाबा मला आज नाही शिकायचंय. तर मग प्रोत्साहन ते तुम्हाला कुठून येत होतं?
हो. हं. बरोबर. हो. बघा, अ, याच्यात काय होतं ना, की माझं अगदी सोपं अ, विचार केलेला होता की अ, मी की जो आपण आपण 8 तास जॉब करतो, 8 तास झोपतो, आणि 8 तास आपल्याकडे आपल्यासाठी शिल्लक असतात. बरोबर? म्हटलं मग हे हे जे 8 तास आहे, कोणी-कोणी लोकं 8 तासचा वापर अगदी शुल्लक कामांसाठी करून घेतात ते, सोशल मीडियावरती घालवून देतील, चुकीच्या कामात घालवून देतील, काही प्रोडक्टिव्ह करणार नाही, म्हटलं मग मला असं नाही करायचं. मला काहीतरी याच्यातनं या 8 तासांचा वापर अगदी प्रोडक्टिव वेमध्ये यूज करायचा आहे आणि त्याच्यामुळे मी त्याला शिकून घेतलं. त्याला समजून घेतलं, कसं ते काम चालणार आहे आणि मग त्या पद्धतीने मी त्याची प्लॅनिंग केली, त्या 8 तासामध्ये मला सगळ्यात जास्त चांगलं प्रोडक्टिव्ह काय करता येईल ते मी करायचो.
हां. बरोबर. हो. असतात. हो, हो. खरं आहे. हो, बरोबर. अच्छा. अगदी सदुपयोग करायचे. हां. बरं. अच्छा! किती छान! पण मग अ, कधी-कधी असं होतं ना, की अ, सुरुवातीला मग काय होतं की आपण एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो. पण मग अ, काय नंतर होतं, की काही असे अडथळे येतात आणि मग ते आल्याने आपल्याला एक भीती वाटायला लागते, की अ, जाऊदे बाबा मी आता करतच नाही, हे सोडून देतो आणि मग माझं जे काम आहे त्याच्यावरच मी फक्त, अ, लक्ष, त्याच्यावरच फक्त फोकस करतो आणि तेच करत राहतो. मग तुम्हालाही असं कधी जाणवलं का, की अ, तुम्हाला भीती वाटली, किंवा कंटाळा आला आणि किंवा बाकीचे काही अ, म्हणजे समस्या आल्या, जसं की कुटुंबातही असतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी निर्माण होत असतात. तर मग अ, अशा वेळेस तुम्ही कसं ते म्हणजे सांभाळल्या या गोष्टी?
हो, तर अशी हं. बरोबर. हं, हं. हो. नक्कीच ना, म्हणजे तो माणसाचा स्वभावच आहे की काहीतरी गोष्टीमध्ये त्याला कंटाळा यायला लागतो. काही मग त्याला बोर व्हायला लागतं. मग अशा सगळ्या गोष्टी घडत असतात किंवा आपलं ऑफिस अ, रिलेटेड कामांमुळे आपल्याला टाईम भेटत नाही आहे. कुठं आपल्याला एक नवीन प्लॅन तयार झाले, त्याच्यामुळे टाईम भेटत नाही. पण माणसामध्ये ना, एक गोष्ट कायम असायला हवी, "तर माझी आज इच्छा करत नाही आहे. तर ठीक आहे मी ते नाही करणार. पण उद्या माझी मला स्वतःला तयार करायचं आहे की मला ती गोष्ट शिकायची आहे." याच्यासाठी रोज आपण म्हणजे स्वतःला तयार केलं पाहिजे, की "नाही-नाही बाबा मला ही गोष्ट शिकायची आहे. मी चालू केली तर हिला पूर्ण ही करेल." ह्या ज्या माइंडसेटनी जर आपण विचार करत असलो ना, तर निश्चितपणे आपल्याला ते कार्य करण्यात आवड निर्माण होईल. आपण त्याला पूर्ण करू शकू. कधी-कधी येतं, की परिवाराने काही काम सांगितलंय ते करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्येही आपण विचार करून काम केलं पाहिजे, की त्यांचं कामही महत्वाचं आहे. पण त्यानंतर जो टाईम भेटतो, त्याच्यामध्ये जर का तुम्हाला तेवढा टाईम भेटत नाही. 1 तास भेटला, 15 मिनिटं भेटले, तर त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही <hiccups> ते काम करून घ्या. म्हणजे तुमची जी सवय आहे ती सातत्याने चालूच असेल. तुम्ही थांबणार नाही त्या गोष्टीमध्ये.
हो. होतं. खरं आहे. हो. हां. बरं. हां. करणारच. हां. खरं आहे. मिळत नाही. हो. हो. खरं आहे. बरोबर, अगदी बरोबर आणि अ, आपण आणि नवीन-नवीन गोष्ट शिकल्याने काय होतं, की स्वतःलाही असं अ, फ्रेश वाटतं आणि आपलं मेंदू जे आहे तर त्यालाही एक चांगली चालना मिळते. नाही का?
हो, नक्कीच, हो.
तुम्हालाही असं काही म्हणजे जाणवलं का? की अ, तुम्ही कोणती नवीन गोष्ट करायला सुरुवात केली आणि असं स्वतःला आत्मविश्वास वाढला? किंवा असं काही म्हणजे जाणवलं का? काय तुमच्यात स्वतःमध्ये बदल घडून आला त्याच्यानंतर? किंवा अजूनही घडतो?
हो, नक्कीच ना. मी एआय वा एआय शिकायला सुरुवात केली. त्यानंतर माझं जे काम होत आहे, हे चांगल्या पद्धतीने आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीने ऑटोमेट व्हायला सुरुवात झाली. जे कामाला मला तासनतास लागत होते. जी रिसर्च मला करायला तासनतास लागत होते, ते अगदी कमी टायमात व्हायला लागलं. सुरुवात चांगली झाली. मला त्याचा वापर नीट समजून आला आणि त्याच्यात ते त्याच्या माध्यमातनं माझं कामही व्हायला लागलं. कामही लवकर व्हायला लागलं. जेणेकरून माझी कंपनी माझ्याकडनं खूप प्राउड होती आणि ती लवकर काम भेटत असल्यामुळे, ते माझं प्रमोशनही करत होते. म्हणजे असे जे नवीन गोष्टी आपण शिकल्या. तर आपल्या जीवनात नक्कीच अ, सकारात्मक बदल घडता.
हो. हो, वेळ वाचतो. हो. बरोबर आहे. हो. अरे वाह! किती जण? हां. बरं. किती छान! तर मग अ, म्हणजे बरेचसे लोकं ह्या अशा नवीन ज्या गोष्टी आहेत त्या शिकतच असतात. पण मग साधारणपणे अ, कधी असं आपण समजायचं, की मी जी ही गोष्ट शिकतोय, तर यामध्ये मला एक अ, सक्सेस येतोय किंवा यामध्ये मी यशस्वी होतोय? तर मग असं कधी समजायचं किंवा तुम्ही स्वतः हे साधारण कसं तुम्हाल तुमच्या कधी लक्षात आलं की "हां, बाबा मला आता या व्यवस्थितपणे जमतंय आणि मी जे करतोय ते मी हे अ, सुरूच ठेवणार आहे किंवा माझं जे लर्निंग आहे तर ते चालूच ठेवणार आहे." असं तुम्ही म्हणजे कधी वाटलं तुम्हाला?
हो. हो. हं. बघा आपल्या आपण जेव्हा काही नवीन गोष्टी शिकत असतो ना, कधी-कधी आपण आहे ना दुसऱ्याला बघून ती गोष्ट शिकायला घेतलेली असते हातात आणि नक्कीचपणे निश्चितपणे आपल्याला त्याच्यात आवड निर्माण होत नाही
हो. होतं ना. हो, हो, हो. बरं. हो.
बरोबर? आणि काही लोकांनी जरी दुसऱ्याच्या हेव्याने ती गोष्ट घेतली पण तेव्हा त्यांना ती गोष्ट शिकण्यात आवडही निर्माण व्हायला लागते. तर अशीही परिस्थिती असते. जेव्हा असं व्हायला लागलं ना की आपल्याला वाटतंय, की नाही बाबा आपल्यासाठी नाहीये, आपल्याला ह्याच्यात मजा येत नाहीये, तर त्या टाईमाला समजायचं की ही गोष्ट आपल्यासाठी नाही. तर आपण त्यास ते एक आपला पहिला चेकपॉइंट असतो, की जिथं आपल्याला अ, सा अ, समजतं की "नाही-नाही हे आपल्यासाठी नाही आपण लवकरच फील्ड चेंज केली पाहिजे आणि दुसऱ्या ह्याच्यात जाऊन चेक केलं पाहिजे की आपल्यासाठी काय बनलेलं आहे." पण ज्या व्यक्तीला असं आलं की नाही आपल्याला अजून शिकणं गरजेचं आहे, मला आवड निर्माण होते आहे, मला वाटतय की मी अजून याच्यात चांगलं करू शकतो, तर तेव्हा समजायचं की आपण या फील्डमध्ये अ, एकदम घट्टपणे बसून गेलंय. आपल्या मनात ही फील्ड बसलेली आहे आणि आता पुढे आपण जे काम करतोय त्याच्यात आपले कामं जर सहजरित्या व्हायला लागले, आपल्याला ती गोष्ट समजायला लागली, तर आपण समजायचं, की आपण ह्या कामात यशस्वी झालो. आपल्याला हे काम समजायला लागलं.
अच्छा. हो. बरं. खरं आहे, खरं आहे. हां. हां. बरं. खरं आहे,. हो, अगदी खरं आहे. आणि अ, जर मला असंही तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की जर एखाद्याला अशा काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल, तर त्याने साधारण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? आणि अ, मग त्यानुसार त्याला त्या खूप उपयुक्त होतील म्हणजे शिकताना ती जी काही नवीन गोष्ट असेल किंवा नवीन एक कला असेल किंवा काहीही एक स्किल असेल. तर ते शिकण्यासाठी त्याला खरंच खूप मदत होईल. म्हणजे असे काही तुमच्याकडे टिप्स आहेत का?
हो. हं. हो. अ, काही लोकं काय करतात? एकदम घाईघाईमध्ये निर्णय घेतात आणि ती गोष्ट शिकायला सुरुवात करतात. पण सगळ्यात पहिले आहे ना, मग जर निर्णय घेतलेला आहे, तर निर्णय कसा घ्यायचा? की 21 दिवस मला सतत त्यात सातत्य ठेवायचं आहे, की मला ही गोष्ट करायची. नवीन सवयी जर आपल्याला अंगीकरण करायची असेल, तर आपण 21 दिवस सातत्याने त्या गोष्टीसाठी बसलं पाहिजे काम केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातनं आपल्याला मग तिची सवय लागते आणि मग त्या पद अ, डिरेक्शननी आपण ती गोष्ट शिकायला सुरुवात करतो.
बरोबर. हो, हो. अच्छा. बरं. हां. बरोबर आहे.
तर, सर्वात आधी आपण 21 दिवसाचं टार्गेट घेतला पाहिजे त्या टार्गेटला आपण ठाम राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये नो इफ एंड बट आपण केलं पाहिजे आणि मग कार्याला चांगलं चालना भेटते. आपली आवड निर्माण होते, आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण त्या कामात चांगले होत जातो.
हो, हो. अगदी खरं आहे. आणि त्यांनी सुद्धा असे छोटे-छोटे त्यांचे जे उद्दिष्ट आहे, तर तेही तसेच अ, ठेवले पाहिजे, नाही का?
हं. हो, नक्कीच.
अ, मग त्यामुळे काय होईल, की त्यांचं जे एखादा मोठं उद्दिष्ट असेल, तर तेही अतिशय अ, सहजपणे अ पार पडेल किंवा
नक्कीच. आपण ते एक अनुभवलं असेल, की एक अफगाणिस्तानची टीम होती आणि क्रिकेटची. तर तिला तिचे जे कोच होते, त्यांनी अगदी छोटे-छोटे टार्गेट दिले, होते वर्ल्ड कपमध्ये. तिथे तुम्ही य या ओव्हरमध्ये एवढे रन बनवा, लगेच पुढच्या ओव्हरमध्ये एवढे रन बनवा, 5 ओव्हरमध्ये एवढे रन आले पाहिजे तर ते छोटे-छोटे टार्गेटवरुन आपण तेव्हा भ अनुभवलं असेल, की ती मॅच ते जिंकले होते. म्हणजे मोठे टार्गेट बनवले, पण त्या मोठ्या टार्गेटला छोटं-छोटं डिव्हाईड केलं ना, तर निश्चितपणे तो मोठा टार्गेट अचीव्ह करणं आपल्यासाठी सोपं जातं.
हां. हो. हो, हो, हो. आठवतंय मला. बरोबर. हो. हो. बरोबर आहे. एकदम खरं आहे गोष्ट आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की, अ, 21 दिवस, साधारणतः 3 आठवडे एखादी कोणतीही नवीन गोष्ट असेल तर ती आपण कोणतेही कारण न देता, कोणत्याही बाकीचे जे, आपले जे प्रॉब्लेम्स किंवा समस्या आहेत, तर त्या हँ त्या हँडल करून आपण ही जी नवीन गोष्ट आहे, तर ती 3 आठवडे साधारणतः चालूच ठेवली पाहिजे. त्याने आपल्याला काय होतं, की सवय होते, आणि मग नंतर त्या गोष्टीचं काही वाटतही नाही, की आपण कोणती आह, नवीन गोष्ट करतोय. तो आपल्या जीवनाचा भागच होऊन जातो. तर ही टिप सुद्धा मला आवडली, आणि त्याबरोबरच तुम्ही जे सांगितलं, की छोटे-छोटे उद्दिष्ट सुद्धा आपण ठेवले पाहिजे. तर यानेही खरंच खूप फायदा होतो. तर ह्या ज्या सगळ्या तुम्ही मला टिप्स दिल्या, सांगितल्या तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप-खूप धन्यवाद आणि मला तुमच्याशी बोलायला अ, पुन्हा-पुन्हा फार आवडेल. यासाठी तुमचे आभार.
हो. हो, नक्कीच. धन्यवाद.